हे बघा, आजकाल कसं झालंय हे Siri, Google Assistant हे आहे ना, हे तर आता पुराणे झाले असे मी म्हणेल. कारण की आता एआयचा जमाना आहे. एआयचा जमाना आहे ना. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेव्हापासून आलंय, आता Googleचं Gemini झालंय. Gemini म्हणजे काय? आर्टिफिशियल एआय. ते आपण असं सर्च कर, हे कर म्हणायची गरज नाही. डायरेक्टली त्याला सांगायचं, विचारलं की तो आपल्याशी डायरेक्ट संवाद सांगतो. म्हणजे ChatGPT झालं, Siri झालं. हे वेगवेगळे आपले अ, अ, काय म्हणतात, अ, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत. पण आता सध्या काय आहे माहिती आहे का? ह्या तंत्रज्ञान जे मी सांगितल ना Google Assistant आणि ChatGPT किंवा Gemini जे Googleचं आहे. जसं ChatGPT आहे ना, तसं Gemini Googleचं आहे. तर ते इंटिग्रेट आता सध्या झालं नाहीये, म्हणजे अलार्म लाव हं, म्हणजे Geminiला जर तुम्ही म्हटला, "अरे अ, अ, अलार्म लाव 5:00 वाजताचा पू उद्याचा." तर ते सध्या नाही करू शकत.
का बरं? हो, हो, हो. बरोबर. हां, हां. हं, हं. हं, हं. हो. बरोबर. अच्छा. ते लावू अच्छा, म्हणजे त्यांना अजून ती आलेली नाही, म्हणजे ती गोष्ट त्यांना हे.
आली नाहीये, कॅपॅबिलिटी आली नाहीये, पण त्यांची प्रोसेस आहे चालू, की Google अ, Assistant जे आहे, ते Geminiसोबत इंटिग्रेट करायचं. मग त्याचा पॉवर बघा. म्हणजे तुम्हाला क्वेशन विचारला, तेही तुमचे एन्सर देणार. म्हणजे Googleवर जाऊन असं सर्च करायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही असा संवाद जसा साधतोय ना आपण, तसच संवादातून आपल्याला उत्तरं भेटेल आणि Google हं, म्हणजे इंटिग्रेट झाल्यानंतरची गोष्ट आहे ती.
हां, हां. बरोबर. उत्तर भेटेल. अगदी बरोबर, म्हणजे एक अ, खूप छान प्रकारे म्हणजे एआय जे असिस्टंट आहेत किंवा व्हॉइस नोट आहेत, तर त्याचा उपयोग कामांसाठी करून आपलं काम एकदम म्हणजे सुलभ होण्याकरता मदत होणार आहे, असं आपल्याला म्हणता येईल आणि खूप छान वाटलं मला तुमच्या हं, हं.
<chuckles> हो. कधी-कधी कधी-कधी कसं होतं? मा एक आठवलं म्हणून सांगतो, की कधी-कधी कसं होतं, म्हणजे अ, एकदा झालं होतं माझ्या मित्रासोबत. त्याने काय केलं हे Google हं, प्लीज ब्रस्ट माय टीथ नाही का. माझे दातं घासून दे. <chuckles> त्या टाइपचे पण कामं होत नाहीत बरं का, एवढे पण म्हणजे अ‍ॅडवान्स नाही नाही ना, मी तेच सांगतोय. एवढं पण अ‍ॅडवान्स झालं नाही किंवा अ, "मला अंघोळ घाल." नाही का असं नाहीत कामं म्हणजे जे होऊ शकतात तेच साध्य करू शकतो आपण.
हं, हं. अच्छा, मग? मग घासले का Googleनी? <laughs> अच्छा. हां, हां. हां, हां. खूप छान असा गमतीदार किस्सा सांगितला आहे बघा तुम्ही आणि नक्कीच भविष्यात या गोष्टी होतील, अशी एक अपेक्षा करूयात आपण. धन्यवाद तुमच्या वेळेबद्दल. खूप छान वाटलं मला तुमच्याशी एक सविस्तर चर्चा करून.
हं. हं, हं नक्कीच होतील रोबोट. मलाही खूप छान वाटलं. धन्यवाद.
धन्यवाद. पुन्हा भेटूयात.